हां. म्हणजे, मिळू शकतात त्यांना. आता बघा, बिग बॉस मराठीमध्ये जे आलेली, त्याच्यामध्ये ते अ, कोकण हार्टेड गर्ल होती, पण त्याच्यानंतर ती, अ म्हणजे तिचा स्ट्रगल तिने सांगितला. पण त्याच्यानंतर ती गायबच झाली, असं झालं. पुन्हा त्याच्यामध्ये एक अजून एक कोणीतरी होती एक्ट्रेस, अ, पण आता तिचं नाव न, ती खूप आधी शिव्या वगैरे द्यायची, वर्षा उजगावकरांना पण तिने त्याच्यामध्ये काय काय बडबडलेली आहे आणि नंतर ती त्यांचे पाय दाबायला लागली. म्हणजे तिला काय, अ, म्हणजे ती इतकं तिला एटिट्यूड होता की मी म्हणजे कोण आहे? काय आहे? आणि नंतर ती पुन्हा झाली नीट, असं झालं. तर अ, हां. त्याचं नाव आता विसरले, पण, हां! जान्हवी किल्लेकर म्हणून कोणीतरी होत्या. ती वर्षा उजगावकर यांना काही बडबडलेली, अ, पुन्हा म्हणजे भरपूर त्यांच्या आई पण, म्हणजे आई नाहीये त्याच्यावरून पण त्यांना ते बोललेले. म्हणजे हे एका टेलिव्हिजनवर ते शोभत नाही, एवढ्या मोठ्या अभिनेत्रीला एका छोट्या जे काल नाही आली त्यांनी बोलणं. मला तर हे प हो, हो. खूप चुकीचं आहे तरी हेच म्हणजे खूप चुकीचचं आहे एकंदरीत असं मला वाटतं आणि बघा तो नंतर तो जे काय होतं झापक, झुपक वालं, ते काय त्यांचं नाव मी विसरली. त्यांचं तर लग्न पण झालेलं आहे. अ, एकंदरीत. तर ते, ते इंडिया हे झाले बिग बॉस फेम, त्याच्यानंतर नाही का मूव्ही पण आलेला, असं झालेलं, पण मला असं, म्हणजे मला तर हे असे रिझल्ट नाही आवडत. मला ते असं म्हणू शकतो की ते म्हणतात ना ...ठीक आहे. चला, म्हणजे लोकांनी अ, सपोर्ट केला, पाठिंबा दिला, ठीक आहे. पण मला असं वाटतं की बिग बॉस जे म्हणतात ना, टास्क जे, तर टास्क मधून तुम्ही त्यांना विनर केलं पाहिजे ना, की म्हणू शकतो की लोकांचा पाठिंबा, किंवा म्हणजे लोकांचा पाठिंबा पण 50% घेतला पाहिजे. पण म्हणू शकतो की काही-काही जे म्हणतात ना अ, त्याला प्रोटोकॉल्स पाहिजेत प्रत्येक गोष्ट, त्यांना तुम्ही, हो. टास्क बेस.
हां. हां. अच्छा! अच्छा. ओके. बरं! <coughs> हां, हां. अरे बाप रे! नक्कीच. हो. पर्सनल आणि लेव्हलला बोललं तर अजिबातच नाही. हां. बरं. हां. अरे! अच्छा. हो. हो. हो. टास्क बेस, किंवा असं, असेसमेंट चांगलं पाहिजे कुठल्यातरी. हां.
बरोबर, बरोबर. असं एकंदरीत.
मग अ, समाजात नकारात्मकता पसरू नये म्हणून रियलिटी शो निर्मात्यांनी कोणत्या, म्हणजे गोष्टीची काळजी घ्यायला हवी असं वाटतं?